हो, पहिल्यांदा.
हं, हं. आणि मग नंतर त्या अपयशातून तुम्ही कसं उठल्यात बरं? काय घडलं आणि तेव्हा तुमच्या सुरुवातीच्या प्रतिक्रिया कशा होत्या त्या थोड्या खोलवर जाऊन सांगणार का तुम्ही?
अ, सर्वात पहिलं तर मला निराशाच वाटली त्यामध्ये. कारण अ, ज्या प्रकारे त्यांनी ते सांगितलं होतं, की अ, असं-असं आहे, की ते ज्या प्रकारे सांगतात ते असं वाटतं आपल्याला, की काहीतरी जॉब टाइप असावं आणि मग अ, आपण त्यात शिरल्यानंतर आपल्याला कळतं, की हे तर काय तर प्रॉडक्ट विकायचं काम आहे. तर निराशाच मिळणार.
हो. अच्छा. हं, हं. हो, हो. त्यावेळेस किती पैसे भरले तुम्ही त्याच्यासाठी?
अ, कुठलं अ, 10,000 अ, किमान मी भरले असतील.
किमान?
स्टार्टिंगला, हो.
हं, हं. अच्छा.
त्यानंतर पण अ, थोडे गेले माझे दुसऱ्यामध्ये पण अ, हे मला एवढं ऑर्गनायझेशनचं तेवढंच आठवत आहे.
₹10,000 गेले तर तुम्हाला नेमकं काय सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं नाही का एफिलिएट मार्किंग मार्केटिंग तुम्हाला पहिल्यांदा टाकताय म्हणून किंवा तुम्ही येताय म्हणून असं काही सांगितलं नाही का त्यांनी?
नाही, नाही, बिलकुल नाही. कारण की त्यांचं पद्धतच अशी असते, की आपल्याला वाटतं, की काहीतरी चांगलं असेल आणि आपल्याला ह्यातनं काहीतरी शिकायला मिळेल. पण अ, ते निघतं ॲक्चुअली अपोझिट आणि ते तेव्हा नाही क्लिअरली काहीच सांगत नाही, ते आपल्याला फक्त एक अ, बोलतात ना एक ओव्हरव्ह्यू देतात.
अच्छा. हं, हं. हं, हं.
आणि त्या ओव्हरव्ह्यूमध्ये ते असं क्लिअरली कधीच नाही सांगणार, की अ, तुम्हाला एफिलिएटिव्ह मार्केटिंग करायची आहे. कारण की कुठे ना कुठेतरी त्यातून त्यांना कमिशन मिळत असतं. तर ते ऑब्व्हियसली ते नाही सांगत.
ते हां, ते कसं म्हणजे सांगतात त्याच्याबद्दल सांगा ना थोडं म्हणजे कसं ते लोकांना फसवतात? किंवा म्हणजे ते अ, जॉइन करायला लावतात कशाप्रकारे करतात ते?
हे ॲक्चुअली करतात काय की Instagramवर एखादी रील टाकणार त्याच्यामध्ये ते स्वतःची इन्कम दाखवणार की एवढी-एवढी इन्कम माझी झाली आणि अ, त्याच्यामध्येही ते एक अ, बोलतात ना की हे अ, आकर्षक अ, शब्द वापरणं, की 2-3 तास कामं करा आणि वीकली पेमेंट येतो. तर ह्या गोष्टी आपल्याला खूप जास्त फॅसिनेटिंग वाटतात कारण की आपण मंथली अ, आपल्याला पगार मिळतो तर ह्या गोष्टी आपल्यासाठी तेव्हा नवीन असतात, बरोबर?
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं. हो, अगदी बरोबर.
हो, तर त्या गोष्टींमुळे असं वाटतं, की हां, असेल कारण जर अ, महिनाभर पगार मिळतो आपल्याला तर ह असू शकतं की वीकलीही मिळू शकतो. त्यात काही इश्यू नाही आहे. पण हे जे असतं ना की 2-3 तासच काम करा आणि तर हे थोडं कुठेतरी जाऊन अ, आपल्याला वाटतं की 2-3 तासात ठीक आहे, बघूया काय आहे, ट्राय करूया.
हं, हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा, अच्छा. तर छान म्हणजे तुम्ही अशा प्रकारे जर काम केलं तर त्याच्यामधून तुम्हाला ते म्हणजे पहिल्यांदा लालच देतात, की ह्या-ह्या एकदम छोटं काम आहे, सोपं काम आहे, अन् नंतर ते सांगतच नाही, एफिलिएटच नाही. तर मग अ, त्याचे ते अपयश आलं तुमच्या जीवनात बरोबर. तर मग आता तुम्ही पुढं नेमकं काय निवडलं, काय केलं सांगा ना.
एकदम बरोबर. हो. हो.

हं, हं, हं. तर मग ऑर्गनायझेशन्स अ, म्हणजे शोधले आणि नंतर कोर्सेस जॉइन केले. तर तुमचं जे पहिलं अपयश होतं त्याच्याबद्दल सांगाल का थोडं नेमकं काय अपयश होतं आणि म्हणजे पहिलं अपयश तुमचं हेच होतं की तुम्ही पहिल्यांदा कोर्स पकडला ते एफिलिएट मार्केटिंग होतं आणि नंतर तुम्ही कोर्सेस जॉइन केले असं येतं काही.
हो. हो, ॲक्चुअली मी काय केलं एफिलिएटिंग मार्केटिंग स्टार्ट केल्यानंतर त्यांचे जे काही अ, कोर्सेस असतात, त्यांचेही कोर्सेस असतात ॲक्चुअली तर अ, ते बोलतात सोशल मीडियाचा जास्त वापर करायचा असतो त्यामध्ये. तर ते मी 6 महिने ट्राय केलं ॲक्चुअली पण ते बोलतात ना हो कोर्स म्हणजे ते एक अ, सोशल मीडिया स्ट्रॅटेजी असते त्यांची.
हं, हं. हं, हं. हं, हं. कोर्स का? हं, हं.
तर हो, आपण Instagram यूज करतो ना त्यासाठी तर तेच अ, अ, रील्स बनवणं किंवा त्याच्याबद्दल माहिती देणं ते सगळं ट्राय केलं मी 6 महिने.
हं. हं, हं. अच्छा.
त्यानंतर मला कळलं की ह्यात काही यश नाहीये.
ओके.

तर मी आधी सांगितलं होतं बरोबर? की माझा पहिला प्लॅनच एक फ्रीलान्सिंग होता. तर मग मी म्हटलं की हे तर नाही तोच माझा पहिला प्लॅन होता, पण मी ते फसले गेली तेच सांगतेय ना. तर अ, मग मी म्हटलं ठीक आहे काम करूया जे ऑनलाईन ऑर्गनायझेशन्स असतात जे फक्त आणि फक्त एक फ्रीलान्सिंगलाच अ, केंद्रित करून आहेत हां महत्त्व देतात तेच बघूया. जर त्यात आपल्याला कुठेतरी आढळलं की हे विकायचा प्रयत्न करतायेत. तर त्यातून आपण शिरायचं नाही पहिल्यासारखं. हे एक शिकवण अ, मिळाली होती त्यातून.
हं, हं. मग फ्रीलान्सिंग हे निवडलं तुम्ही. हो, हं, हं. हं. हं, हं, हं. हो. महत्व देतं. हं, हं. हं, हं. हं, हं. मग अशा कोणकोणच्या ऑनलाईन तुम्ही हे पाहिलत की ऑर्गनायझेशन आहे ते फ्रीलान्सिंगला महत्त्व देतात?
हं. अ, मी खरं सांगेन तर एकच मी असं एक जेन्युइन प्लॅटफॉर्म बघितला एक अ, हसल हसल पोस्ट अकॅडमी असतं नाव आहे त्याचं, जे अ, ऑनलाईन ऑनलाईन शिकवतं.
हं, हं. काय नाव ते? पोत? हां, हां. हं, हं. हसल.
तर ह्याच्याबद्दल मी सर्वात प्रथम अ, Youtubeवर ऐकलं होतं.
हं. हं, हं.
तर मग मी त्याची माहिती काढली जेन्युइन रिव्ह्यूज बघितले अ, नंतर ते कॉल्स पण ठेवतात ना की तुम्हाला जर जेन्युइनली काही अ, विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. तर ते सगळं मी ट्राय केलं.
हं, हं. हो अगदीच. अच्छा, अच्छा. तर मग तुम्ही ट्राय केलं आणि मग तो को अकॅडमी म्हटल्यानंतर काय तिथे शिकायचं होतं काय?
हो, तिथे बऱ्याच गोष्टी असतात ल लाइक अ, सोशल मीडिया स्ट्रॅटेजी शिकवणार, परत अ, कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग ह्या गोष्टी आपल्याला माहितीच आहेत बरोबर. ज्या आजकाल खूप जास्त युज होतात. हां, तर असे बरेच 11-12 कोर्सेस आहेत अ, ते स्टार्ट करतात. त्यातलं म्हणजे असं बोलतात ना, की आपल्याला सगळंच नाही जमत बरोबर. की आपण अ, 10-12 कोर्समध्ये आपण एक-एक ट्राय करू शकतो, की आपल्याला एक्झॅक्टली आपलं पॅशन काय आहे आपण ते करूया. हे असं असतं तर ते
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं.

की हां, का? किती भरलेत तुम्ही त्यासाठी मग?
त्यासाठी अ, मिनिमम 8
अच्छा म्हणजे इकडे पण पैसे भरले मग त्याचा फायदा झाला का?
पण त्यांच्यासाठी ते मेंटरिंग हो, झाला ना. ते अ, त्यात पण प्रकार आहेत एक्चुअली. जर तुम्हाला मेंटरिंग पाहिजे असेल, तर मग तुम्हाला तेवढे भरावे लागतील, पण जर तुम्ही सेल्फ स स्टडी करणार असाल स्वतःहून, तर मग तुम्हाला ते 2 ते 3 काहीतरी असं आहे त्याचं लिमिट.
हं, हं. हं, हं. हं, हं. ₹2000 ते ₹3000
हो.
अच्छा, तर मग मला सांगा नेमकं, की सुरुवातीच्या काळात तुम्हाला मानसिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या काय कठीण वाटलं बरं?
अ, मानसिकदृष्ट्या तर खूपच जास्त मला म्हणजे असं एकतर मी जॉब सोडला होता आणि त्याच्यासाठी मला एक तर हे असे जे अ, एक स्कॅम टाइप झाल्यासारखं झालं होतं, त्यामुळे मी खूपच खाल अ, खालावली गेली होती आणि अ
हं, हं. हं, हं. हो, हो.
कारण तो एक असा पॉइंट पॉइंट असतो ना आपल्या लाईफमध्ये, की म्हणजे आपण एक जॉब पण सोडला आहे आणि आपल्याला आता हे पण करायचं आहे आणि त्यातही स्कॅम झाला आहे. तर मग खूप अ
निराशा आली.
हां, हे करून उचलायला लागतं ना त्यामुळे.
अच्छा, अच्छा. मग कुटुंबाने, मित्रांनी कशी साथ दिली तुम्हाला? कशी उत्तर दिली त्यावेळेस नेमकं?
आणि अ, फारसा असा काही सपोर्ट नाही आहे. त्यामुळे नाही सांगू शकत मी ह्याबद्दल, काही असं
हं, हं. हं, हं. इट्स ओके.
हां.
ठीक आहे ठीक. मग तुम्ही त्यानंतर पहिलं पाऊल जे उचललं, मग काय केलं नंतर ते कोर्स घेतला तुम्ही 8,000 चा नंतर मग काय शिकलात का त्याच्यात काही?
हो, त्यातून मला बरंच काही शिकायला मिळालं आणि सर्टिफिकेट्स पण देतात ते. तर मग त्यातून मी आपलं सोशल मीडिया एक मॅनेजर म्हणून, स्टार्ट केली माझी एक अ, अ, फ्रीलान्सिंग जर्नी.
हो, हो. म्हणजे ते काम भेटलं का तुम्हाला?
हो, हो.
अच्छा, अच्छा. मग अ, त्यांनी पॅकेज दिलं होतं त्याच्यातूनच भेटलं का तुम्हाला ॲप्लाय करावं लागलं, काय करावं लागलं?
नाही आपणच करत असतो. कारण तेच सगळ्या गोष्टी आता शिकवल्या जातात आपल्याला, की अ, असं अ, एक अ, प्रोफाइल बनवा किंवा एक पोर्टफोलिओ बनवा आणि त्याद्वारे तुम्ही अ, क्लायंट्स मिळवा असं. त्या सगळ्या तेच हेल्प आउट करतात.
हं, हं. तर ते बनवायचं ते. कुठं बनवायचे ते क्लायंटचं प्रोफाइल वगैरे?
ते आपण LinkedInवर बनवतो किंवा Instagramवर बनवतो. ते आपलं एक शोरूम असतं असं समजा. त्याच्यामध्ये आपण क्लायंट्सला घेऊन येतो असं. म्हणजे त्यांची एक दृष्टी आपल्यावर पडली, की त्यांना जर गरज आहे, तर ते आपल्यापर्यंत येतात. असं असतं ते.
अच्छा, अच्छा, अच्छा. खूप छान.
हो.
तर मग अशा प्रकारे तुम्हाला भेटली हं, हं. मग भेटले का तुम्हाला आणि मग तुम्हाला कोणकोणची कामं भेटली किंवा अर्निंग झालं का तुमचं का नाही झालं?
मग तेच ना त्यात सोशल मीडिया स्ट्रॅटेजी